डिजिटल क्रांतीच्या युगात आपण मोबाईलचे खूप आधीन झालोय. म्हणजे इतके आधीन झालोय, की कंटिन्यू मोबाईल मोबाईल मोबाईल. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी गोष्ट पहिली नाही का, एक अ, बोलून चालून व्हायची आता सगळं संवादही मोबाईलवर, व्यवहारही मोबाईलवर, मूव्ही पण मोबाईलवर आणि खूपदा असं वाटतं आपण जेवणही मोबाईलवर करतो की काय नाही का. कारण जेवताना मोबाईल आहे आणि जेवण बनवतानाही आपण मोबाईलचाच युज करतो. आणि खूपदा या गोष्टींचा इट येतो आणि असं वाटतं ह्या मोबाईलला कुठेतरी फेकून द्यावं. तर असं कधी झालंय का हो तुम्हाला खूप वैताग आला आहे आणि तुम्हाला वाटलं, की आता लय झालं मोबाईलचं. आता कुठेतरी आपण डिजिटल डिटॉक्स स्टार्ट करायला पाहिजे?
हो ना. हो ना, म्हणजे मला कधी असं वाटलं माहितीये का, मला हे जाणवलं जेव्हा मी माझ्या मुलाला पाहिलं. म्हणजे माझा मुलगा ना, 11 वर्षाचा आहे आता. आणि मी त्याला मोबाईल का दिला माहितीये का, कारण लॉकडाउन होतं ना, तेव्हा स्कूल सगळे शा सगळ्यांचे शाळा ऑनलाईन झाले. कारण शाळेत जाऊ नाही शकायचे ना, लॉकडाउनमुळे, तर ऑनलाईन शाळा सुरु झाल्यावर मग त्यांना मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर आम्ही सुरुवात केली. तर त्यापासनं जी त्याची ती सवय लागली ना, मोबाईलची ती आजपर्यंत सुटलीच नाहीये. आणि अभ्यास तर शाळेचा करायचा तो, पण अभ्यासानंतर ना, मग त्याला कळलं की अच्छा मोबाईलवर आपण गेम पण डाउनलोड करू शकतो. आणि इतके भरपूर गेम्स आहेत प्ले स्टोअरवर, मग झालं सुरु. जेव्हा मी किचनमध्ये जेवण बनवत असते तेव्हा, मम्मा मोबाईल दे ना तुझा, मी गेम खेळतो. थोडाफार मी द्यायची त्याला खेळायला, पण त्याच तर जरा जास्तच झालं आजकाल इतके भरपूर गेम्स त्याने डाउनलोड करून ठेवले की माझ्या फोनमध्ये जागाच नाहीये आणखीन काही वस्तू करायला. आणि जेव्हा पण मी माझा मोबाईल हातात घेते ना, त्याची बॅटरीज एकदम 4-5% असते. आणि व्हिडिओ गेम खेळून खेळून तो अख्खी बॅटरी पण उडवतो त्याची. आणि अभ्यासातही त्याचं आजकाल लक्ष नाही. मग तेव्हा मला वाटलं की ह्यावर ना, थोडं जरा असं काहीतरी केलं पाहिजे ह्याच्याबाबत.
हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. हो. हं, हं. अरे बापरे! हं, हं, हं. हं, हं, हं, हं. हां. मग काय केलं हो तुम्ही त्याकरता?
त्यासाठी आधी तर मी त्याला दम दिला, ओरडले मी त्याला, "ए बस झालं आता तुझं." मग मी त्याला सांगितलं की, "तू ना आता अभ्यासात थोडं जास्त लक्ष दे. आणि तू जितका वेळ मोबाईल खेळणार ना, तेवढा वेळ मी तुझ्या प्ले टाईममधनं मायनस करणार." तर ऐकून तो जरा दचकलाच <chuckles> आणि त्यालाही धक्का लागला की, काय आहे ही, असं काय म्हणते? म्हटलं, "हो, आता जर तू अभ्यास का फक्त 1 च तास केला आणि तू त्याच्यानंतर 1 तास तू व्हिडिओ गेम खेळत बसला, तर जेव्हा तू सांगणार ना की, मला आता खाली मित्रांसोबत खेळायला जायचंय, तेव्हा मी तुझ्या त्या प्ले टाईममधनं 1 तास कमी करणार. म्हणजे जर का तू आता 2 तास खेळायचं असेल, तर तू फक्त 1 च तास भेटेल तुला खेळायला." मग तो असा चिडला माझ्यावरती. "नाही, नाही, धिस इस नॉट फेअर." असं म्हणायला लागला. मग मी म्हटलं, "ते फेअर-वेअर मला नको सांगू. जे हा रूल्स सेट केलंय, ते तू ऐकायलाच पाहिजे. आणि तुझ्याने मार्क्स खूप कमी होत आहेत. परीक्षेचा मी बघितला रिपोर्ट कार्ड. तर हे काही आता चालणार नाही." तर मी हे असं केलं त्याच्यासाठी.
अच्छा. <chuckles> हं, हं. अच्छा. हां, हां, हां, हां. हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं, हं. अच्छा. हां, हां, हां, हां. हं, हं, हं. हं, हं. अच्छा. खूपच छान. बट अ, सुरुवातीला खूप त्रास आला असं झाला असलं ना हो? कारण नोकरी, घर आणि कुटुंब यांच्यामधील जबाबदाऱ्या आपल्यावर असतात. तर त्यावेळेस हे टिकवायला काहीसं जड जातंय का, म्हणजे प्रत्येक वेळेसच आपण मुलावर लक्ष ठेवू नाही शकत. तर अशा वेळी डिजिटल डिटॉक्स प्रभावीपणे कसा राबवायचा?
म्हणजे त्याच्यासाठी काय माझ्यासाठी पण डिजिटल डिटॉक्स अ, मला केलाच पाहिजे असं वाटलं. कारण माझं काय असायचं ना, ऑफिसवरून आल्यावरती मुलाचा अभ्यास वगैरे बघायचा. त्यात थोडा वेळ द्यायचा. मग नंतर जेवण वगैरे झाल्यावरती, जेव्हा आपण स्वतः रिलॅक्स करायला जातो, तेव्हा चालू व्हायचं माझं, Netflix एंड चिल आणि हे वेब सीरीज बघा, ते बघा, व्हिडिओज बघा, रील्स बघा. आणि ह्याच्यामुळे मग माझे अ, डोळ्यावर खूप ताण यायचा. झोपमोड व्हायची. आणि दुसऱ्या दिवशी आहे, तिच चिड-चिड, चिड-चिड, चिड-चिड चालू. मग नंतर मला वाटलं, की नाही बाबा हे जरा अतिच होतंय, माझं पण आणि मुलाचं पण. आणि ह्यामुळे आपलं एक जे क्वालिटी फॅमिली टाईम आपण म्हणतो ना, ते नाही भेटत आहे आपल्याला. तर अ, म्हणून मी काय केलं, की मी ठरवलं, की ह्यावर आपण उपाय शोधायचे. मग मी त्याची सुरुवात केली.
हं, हं. हं. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. लक्ष. हं, हं, हं. हं, हं, हं. जसे की?
जसं की, मी सांगू का, मी इंटरनेटवर थोडंफार ह्यावरती माहिती गोळा केली. आणि जे असे प्रोफेशनल्स असतात ना, Instagramवर भरपूर आहेत ना, जे डिजिटल डिटॉक्सवर रा इन्फॉर्मेशन अपलोड करतात. तर त्यांचे छोटे-छोटे मी रील पाहिले की ओके, सुरुवातीला तुम्ही अ, मोबाईलमध्ये असे ॲप्स असतात काही, ज्यावर रिमाइंडर असतात. मग नंतर अ, जर्नलिंग ही एक प्रॅक्टिस असते की त्यात तुम्ही अ, स्वतःचे थॉट्स लिहा आणि ॲफर्मेशन्स लिहा, स्वतःला मोटिव्हेट करण्यासाठी, दुसऱ्यांसाठी पण. तर मग मी 2 ते असे जर्नल्स ऑर्डर केले Amazonवरून, 1 माझ्या मुलासाठी आणि 1 माझ्यासाठी. मग ते लिहायची रोज आम्ही प्रॅक्टिस केली. मग मी त्याला सांगितलं की, "आपण एक ना बेड टाईम रूटीन सेट करू, की झोपण्यापूर्वी मोबाईल आपण हात लावायचा नाही. आणि जेव्हा आपलं डिनर टाईम होतं ना, तेच शेवटचा मोबाईलचा टाईम असला पाहिजे की मोबाईल आपण चेक करायचा. मी माझे ईमेल्स चेक करीन, तू तुझं अभ्यासाचं, शाळेचं जे काही ॲप असतं ते चेक करून घे. मग ते एकदा झालं ना, त्याच्यानंतर आपण डिनर टेबलवर जाऊ, मस्तपैकी आपण जेवू आणि त्यानंतर अजिबात मोबाईलला हात नाही लावायचा." हा आमच्या घरचा रूल आहे. जर का कोणाचा कुटुंबियांचा फोन आला, तर तेवढा आपण घेऊ शकतो आणि त्याशिवाय नाही.
हं, हं. हं, हं, हं. अच्छा. हो, हो. अच्छा, अच्छा. हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा, अच्छा. हं, हं, हं, हं. अरे, वाह! वाह! हं, हं, हं. अरे वाह वाह! खूपच छान. तर आणखी काही आपण उपाय करू शकतो ना, म्हणजे एक अ, काय म्हणतात त्याला आपण बघा शरीरासाठी एक दिवस उपवास ठेवतो. तसा आपण एक दिवस डिजिटल डिटॉक्स म्हणजे एक फोनचा उपवासही करू शकतो का?
हो ना, म्हणजे आम्ही ते दर शनिवार-रविवारी करतो. आम्ही काय करतो, माहिती आहे? आम्ही दोघंही हसबँड-वाईफ आम्ही ऑफिसला असतो ना, जास्ती करून. आणि ह्याचे बाबा पण खूप असे, त्यांचे ऑफिसचे मीटिंग, कॉन्फरन्सेस घरी असले ना, तरी व्हिडिओ कॉल चालूच असतात त्यांचे कोणाबरोबर तरी. तर मी मग खूप वैतागते आणि माझा मुलगा पण खूप चिडतो की, "बाबा, तुम्ही आम्हाला अजिबात टाईम देत नाही." तर आम्ही मग हे सुरुवात केली की दर शनिवार-रविवार आम्ही मोबाईल फक्त एमर्जन्सी युजसाठीच ठेवणार. आणि अजिबात हे जे अ, कॉन्फरन्स आणि मीटिंग वगैरे असतात, ते आता आमची थोडी सीनियर पोझिशन आहे, तर आम्ही त्यांना नाही म्हणू शकतो की तुम्ही व्हॉइस मेल पाठवा किंवा ईमेल पाठवा आणि आम्ही नंतर पाहू. तर आम्ही तेच करतो. आणि आम्ही डू नॉट डिस्टर्बचं असं नोटिफिकेशन टाकतो आणि व्हॉइस मेलवर ठेवतो आमचा फोन. आणि आमच्या मुलासोबत आम्ही जास्त वेळ स्पेंड करतो असं.
अरे वाह, वाह! हं, हं, हं. हो, हो. हं, हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा. अरे वाह! खूपच छान. बट खूपदा काय होतं ना बघा, आपण सुरुवात तर करतोय डिजिटल डिटॉक्सची. बट अ, कुठेतरी असं वाटतं की आता बस झालं नाही का, काय हे नवीन आपण हे लावलं नाही का आपल्याला सवय वगैरे. तर अ, त्यावेळेस आपलं जे कंटिन्यूटी आहे ती कशी मेंटेन करायची?
हे कधी होतं माझ्याबरोबर माहितीये का, की माझ्या आवडत्या वेब सीरीजचा किंवा पॉडकास्टचा नवीन ॲपिसोड येतो ना. आणि जर का तो शनिवार, रविवारी आला. तर मला खूप असं मन होतं, की मी आत्ताच जाऊन ते बघावं. आत्ताच तो पॉडकास्ट ऐकावा. किंवा ते नेक्स्ट ॲपिसोड काय आहे, त्यात काय झालं असेल, काय झालं असेल, असं मला वारंवार असे विचार येतात. मग त्यावेळेस ना, मी स्वतःवर थोडासा कंट्रोल ठेवते. आणि मी स्वतःला सांगते, की त्या वस्तूपेक्षा किंवा त्या ॲपिसोड पेक्षा ना तुझा मुलगा जास्त अ, <chuckles> महत्वाचा आहे. आणि त्याच्याकडे मी बघते आणि मी त्याच्याबरोबर खेळायला सुरुवात करते. आणि एकदा आम्ही कोणती अशी मोनोपोली किंवा कुठलीतरी अशी गेम सुरुवात केली ना खेळायला, की त्यात आमचा वेळ कधी निघून जातो, ते आम्हालाच कळत नाही. आणि खूप मजा येते आम्हाला, एकमेकांसोबत असं खेळायला. किंवा बाहेर जाऊन एखादी टेनिसच गेम आम्ही खेळतो. यात सगळ्यात ना, वेळ आरामात निघून जातो आमचा.
हां. हां, हां. हं, हं, हं, हं. अच्छा. इम्पोर्टंट आहे. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. अगदी बरोबर. आणि खूपदा जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं. ते गेम वगैरे मग ते गेमला कसं रिप्लेस केलं तुम्ही? नाही का. एक सवय असते बघा, मुलांना लहान, की मोबाईल हातात पडल्याशिवाय चैन नाही पडत. आणि आपल्यालाही असंच होतं कधी-कधी, मोबाईल हातात असला ना, आपलं लक्ष इतरत्र जातंही नाही. म्हणजे दिसतं मोबाईल, मोबाईल, मोबाईल. फक्त आपण काय झोपतो ना, तेवढ्याच वेळेस तो मोबाईल फक्त समजा आपल्या नाही का साईडला. तो पण म्हणजे असं कुठे ठेवून नाही देत आपण, साईडलाच ठेवतो. कारण सकाळी उठायचं असतं. तर तुम्हाला वाटतं का ह्या मोबाईलचा म्हणजे वापर आपण खूप कमी केला पाहिजे?
हो ना. म्हणजे त्यामुळे ना, आपल्या तब्येतीवर पण खूप अ, वाईट परिणाम होतो. कारण का? मोबाईल किंवा जे हे वायफाय घरात असतात ना, त्यापासनं जे ई-एम-एफ अ, किंवा जे रेडिएशन आपण म्हणतो ना, त्याचा पण खूप अ, वाईट परिणाम होतो आपल्यावरती. आणि त्या अ ई-एम-एफमुळे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी ज्याला आपण म्हणतो, ते आपल्या अ, ब्रेनसाठी ते खूप हानिकारक असतात. तर म्हणून आम्ही ना, मोबाईल बेडरूममध्ये ठेवत पण नाही आणि आम्ही त्या जागी जे ओल्ड फॅशन अलार्म क्लॉक असतात ना, छोटे-छोटेसे ते ठेवतो. म्हणजे ते वाजले की आम्ही सकाळी उठतो त्यामुळे. आणि मोबाईलचे ते जे ई-एम-एफ असतात त्याचाही आमच्यावरती काही परिणाम नाही होत. तर ही वस्तू मी आणि माझा मुलगा आम्ही दोघंही आणि माझे हसबंड जेव्हा असतात अ, घरी. तर तेही तेच करतात.
हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं, हं, हं. हो, हो, हो. अच्छा, अच्छा, अच्छा. अरे, वाह! वाह! खूपच छान. आणि शेवटी काय सांगाल? एखाद्याला डिजिटल डिटॉक्स सुरू करायचा आहे, तर त्याला काय सल्ला द्याल? म्हणजे तुम्ही जे तुमच्या घरामध्ये राबवलं, तर ते कशा प्रकारे हाताळता येईल त्यांनाही?
तर हेच वस्तू जे छोट्या-छोट्या गोष्टी असतात ना, की तुम्ही जास्त मोबाईल वापरू नका आणि अलार्म सेट करा. जर का तुम्हाला जास्तच ॲडिक्शन असेल तर एखादा तुम्ही अ, ॲपिसोड सुरु केला वेब सीरीजचा म्हणा, आणि जर का तो एका तासाचा असला. तर एका तासानंतर तुम्ही अलार्म सेट करा, की आता अ, स्विच करा. किंवा आणखीन काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी करा. नाहीतर काय होतं ना? एक ॲपिसोड संपल्याबरोबर लगेच दुसरा ॲपिसोड समोर येतो, आणि आपण ते त्यातच अडकून राहतो. आपण तर जर का आपण अलार्म सेट केलं ना, मग ते एक रिमाइंडर आपल्याला भेटते, की आता बस. आता हे बंद करायचं, आणि दुसरं काही ॲक्टिव्हिटी करायची. तर ही एक गोष्ट झाली. मग अ, दुसरं म्हणजे मी सांगितलं तसं, की ई-एम-एफपासनं आपल्याला स्वतःचा बचाव केला पाहिजे. तर मोबाईल तुम्ही स्वतःच्या बेडरूममध्ये न ठेवता, ते बाहेर लिविंग रूममध्ये ठेवा. किंवा दूर कुठेतरी ठेवा. आणि त्या जागी तुम्ही अ, जे अलार्म क्लॉक असतात ते ठेवा. म्हणजे तुम्हाला सकाळी उठायला त्रास नाही होणार. आणि अजून एक जे आहे ते अ, छोटे-छोटे असे तुम्ही ॲक्टिव्हिटीज स्वतःसाठी ठेवा की अ, म्युझिक ऐकणं किंवा अ, रेडिओवरती म्युझिक ऐका. मोबाईलवर नका ऐकू. आणि किंवा बाहेर जा, वॉकसाठी जा, काही स्विमिंग शिका, सायकलिंग करा किंवा जिमला जाऊन तुम्ही थोडाफार व्यायाम करा. म्हणजे तुमचं मन मोबाईलपासनं हटून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजवर लागेल.
हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हो, हो, हो.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 अगदी बरोबर, अगदी बरोबर. खूप छान माहिती दिली तुम्ही. म्हणजे डिजिटल डिटॉक्स ज्याला करणं जड जातंय, त्याने जर हे सल्ले छोटे-छोटे जर आपल्या अंमलात आणले किंवा तुम्ही जसं सांगितलं डायरी वगैरे बनवणे, त्याच्यावर रिमाइंडर लिहिणे, मोबाईलवर पण अलार्म सेट करणे वगैरे. नाही का? अशा छोट्या-छोट्या गोष्टी केल्या. आणि पहिली म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली, की आपल्या मुलांना म्हणजे नाही का, खेळायला वेळ देणे म्हणजे त्यांच्याशी स्वतः खेळणे. तर याने नक्कीच कुठेतरी फायदा होईल आणि नक्कीच डिजिटल डिटॉक्सचा जो सल्ला आहे, तो नक्कीच खूप फायदेमंद ठरेल असं मला वाटतंय. खूप खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही ही अत्यंत उपयुक्त माहिती सादर केल्याबद्दल.
हो. हो. मलाही खूप आवडलं तुमच्याशी बोलून. तुमचेही खूप खूप धन्यवाद.
हो, लवकरच पुन्हा भेटूयात. धन्यवाद.